म्हणजे बेडपर्यंत तो फोन जातच नाही आमचा. म्हणजे लो लोकं असं सांगतात ना, आम्ही पण कधी-कधी सांगतो पप्पांना, "ओ द्या ना, थोडंसं बघू द्या ना," नाही का. रील्स वगैरे, वगैरे. हां, थोडं, थोडं बघू द्या. नाही, काहीच बघायचं नाही. अरे, माहिती आहे का हो? जर फोन जर आपण बिछाण्यावरती आपल्या बेडवरती घेऊन बसलो ना, कोणी झोपतच नाही लवकर. मग 2:00 वाजू दे, 3:00 वाजू दे. हो, सगळ्यांच्या हातात फोन.
थोडं, थोडं. थोडं, थोडं. हां. हां. हं. कसा वेळ जातो कळतच नाही. स्क्रॉल करते रहो, करते रहो. <chuckles>
नाही, तेच ना. मग एकदा दोनदा ते पप्पांनी बघितलं होतं असं, असं करतात. मग तेव्हापासून नाही जी शिस्त त्यांनी जी लावली ना बाबा, आजी असूद्या का आई असूद्या.
हं, हं. हं. एवढी मस्त शिस्त लावली त्यांनी आणि घरातले पण तेवढं शिस्तीने करतात म्हणजे मस्त आहे. कौतुकचं आहे, गोष्ट आहे.
नाही, नाही, करावंच लागतं. नाही. हो, हो. खरंच ना, करावंच लागतं. म्हणजे आई आई-बाबा म्हणजे आणि बाबा तर लई जास्त स्ट्रिक्ट आहे. म्हणून त्याचं ऐकणं म्हणजे ते सांगतात ना, काय म्हणतात ते तलवारावरची रेख असं काहीतरी म्हणतात ना. तेच आहे. हा काय माहिती काय आहे ते. त्याच्यावर हां, ते दगडावरची जी रेख राहते ना. ते
दगडावरची रेख. <chuckles> दगडावरची रेख. हां. ते म्हणतील तेच. ते म्हणतील तेच खरं. हां.
ते बोलले उठा, का उठायचं आणि ते ब बसायला म्हटलं का त्यांनी बसायचं. चला ठीक आहे. आमचे मोबाईल हं, हं.
बसलंच पाहिजे. पण चांगली सवय लावलीये म्हणजे खरं मी भरपूर असं वाचलंय, ऐकलंय, की किती जणं ते घेतात, डोळे खराब होतात. रात्र, रात्र जागे राहतात. मग तुमच्या घरात तर मला तर खात्री आहे, कुणालाच झोपेचा प्रॉब्लेम नसणार. म्हणजे मी तुम्हाला विचारणार होते, की जर असं कधी झालं, की झोप येत नाही वगैरे पण तर तुम्ही काय करता? पण तुमचा जर अर्धा प्रॉब्लेम मला वाटतं फोनमुळे तर नाहीसा झाला असेल. तुम्हाला झोपेचे प्रॉब्लेम खूप कमी येत असेल.
हेच, बरोबर. हेच, हेच. नाही, कोणाला नाही, म्हणजे